आणि मग नंतर तुम्ही ते मॅनेजर वगैरे बनले मग नंतर काम व्यवस्थितरित्या सुरू झालं का मग?
हो, एकदम व्यवस्थितरीत्या सुरू झालं. त्याच्यानंतर मी अ, जवळपास 3 वर्ष काम केले. 5 म्हणजे 4 वर्ष काम केले त्या कंपनीमध्ये. पहिल्या वर्षात हं, म्हणजे असचं टाईमपासच केला. त्याच्यानंतर 4 वर्ष काम केलं. हं.
हो का? हां. तेव्हा तर पगार मस्तच भेटला तुम्हाला. बिना कामाचा पगार भेटला 1 वर्ष.
ते नशीब नाही का? पहिलीच कंपनी भेटली आणि त्यातल्या त्यात मग ती प्रोसेस नवीन यू एस प्रोसेस. त्याची मग ट्रेनिंग आणि त्याचं असं वाटत होतं मला, मी एखाद्या कॉलेजमध्येच येतोय काय? कंपनी वाटलीच नाही मला ती.
हो ना. <laughs> अरे, बापरे! पण नंतर तर मेहनत केली ना तुम्ही? खरंच म्हणजे बघा ना
नंतर फार मेहनत केली आणि मग त्याच्यानंतर मग. <clicks tongue> तीच कंपनी अशी होती ना की ती आयुष्यभर माझ्या लक्षात राहिली ती. कारण की ती कंपनी शिकायलाही एवढं भेटलं ना. कारण पहिली कंपनी होती तसं बघायला गेलं तर. तर त्याच्यामुळे ही असू शकतं की बरेच काही नाही का ऑफिस एटिकेटस झाले. परत त्याच्यानंतर कसं म्हणजे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट झाले. त्या कंपनीनं भरपूर काही शिकवलं, त्यांना जसा-जसा वेळ भेटला ना, कारण की वर्षभराचा वेळ होता त्यांना. त्यांना जे शिकवावं वाटलं ना त्यांनी ते शिकवलं भले ते रिलेटेड असो किंवा नसो की बाबा हां, शिकवलं त्यांनी की तुम्ही बोर नाही व्हायला पाहिजे तुम्ही यायला पाहिजे रेग्युलर, ते शिकवलं त्यांनी.
हं, हं. बरोबर. हं, हं. पण शिकवलं ना खरंच. ही मोठी गोष्ट. हो ना. मग ह्या सगळ्या नक्कीच, मग ह्या सगळे जे अनुभव तुम्हाला आले त्या अनुभवामधून तुमच्या कामाच्या दृष्टिकोनाला म्हणा किंवा तुमच्या पुढील निर्णयांना म्हणा काही बदल झालेले तुम्हाला दिसले का? म्हणजे ना त्यानंतर तुम्ही काही तुमच्या वेगळेपण काय तुमच्या आयुष्यामध्ये झालं का मला सांगाल?
बऱ्याच वस्तू. त्याच्या त्याच्यानंतर मला काय तो एक्सपिरियन्स आला ना की बाबा तुम्ही अगर सगळ्या सगळ्यांसोबत असं मिळून-जुळून राहिलेत चांगले, सगळ्यांचे कामं सांभाळले किंवा मग आपलं काम व्यवस्थितपणे केलं ना, तर सगळे तुम्हाला चांगल्या पद्धतीनं हाताळतात कुठल्याही ऑफिसमध्ये. तर त्या ऑफिसमध्ये झालं असं तर आम्ही बेस एक दुसरी सगळ्यांनी सोबत सुरू केलं, त्याच्यानंतर डिपार्टमेंट वाईज डिव्हाईड झाले. तर मला तिथं जे डब्लू-एफ-एम टीम असती वर्क फोर्स मॅ मॅनेजमेंट टीम असती त्यांचं काम मला यायचं ते कधी-कधी मला सांगून द्यायचे "अरे, आम्ही चाललोय, आज आम्ही कोणी आहे नाही इथं. तर एक काम कर तू, काही असले प्रॉब्लेम्स तर बघून घे." मग कधी-कधी क्वालिटीवाले म्हणायचे, "अरे यार, असं-असं क्वालिटीचं काम आहे थोडंसं, आज असं आहे." तर म्हणजे आम्ही सगळे मिळून एक दुसऱ्याचं काम करतो असं कोणीच नव्हतं आमच्या टीममधलं किंवा माझ्या टीममधलं म्हणा किंवा आमच्या पूर्ण फ्लोरवरचं ते एक दुसऱ्याचं काम नव्हतं करू शकत. माझ्या जागी
हं. बरोबर, हो. हं, हं. हं, हं. हं, हं. अरे, बापरे! म्हणजे तुम्ही एकमेकांची कामं करा करायची. तुम्हाला जमायचं का पण ते?
आम्हाला जमायचं. कारण का आमचं ते पूर्ण 1 वर्ष गेलं ना त्याच्यामध्ये, सगळं ते ट्रेनिंग ट्रेनिंगमध्ये आणि मग त्यांनी काय केलं? मग आता ठीक आहे, आता आता आपल्याला ह्या डिपार्टमेंटचे जे आहेत त्यांना ट्रेनिंग द्यायची ते ही सोबतच बसलेले. "शिका मग तुम्ही पण." असं होऊन गेलं ते. जे याचे त्याचे काम पण शिकले आम्ही त्या ट्रेनिंगमध्ये. वेळच वेळ होता 1 वर्ष म्हणजे काय करणार आहे तुम्ही. तीन वन 3 महिन्याची ट्रेनिंग होती, त्याच्यानंतर मग तुमचे उरलेले महिने ते असेच गेले आमचे सगळे. ते त्यांनी शिकवत गेले की, "भाऊ तुम्हाला शिकायचं असेल तर बसा, नसेल तर तुम्ही जाऊ शकता फ्लोरवर जाऊन बसा. तुम्ही काय प्रॅक्टिस करायची काय करायचं ते बघा तुम्ही." मग तर आम्ही बसून राहायचो. की नाही बाबा जाऊद्या ना शिकायला भेटतंय काय काय नाही तर बघून घेऊ थोडंसं.
हां. अरे, बाप रे! हो ना. अरे, बापरे! चांगले आहे मग.